हां, तर या सर्व गोष्टी होतात आपल्यासोबत, हां आणि जेव्हा असं तुमचं होतं ना दुसऱ्या व्यक्तीं अ, ...च्या कमेंट्समुळं जर तुमच्या अ, व्यक्ती अ, तुमच्या व्यक्तिमत्त्वावर किंवा तुमच्या मूडवर परिणाम होत असेल, तर मग काय कामाचं हो! असं म्हणतात की अ, यू शुड नॉट बी वरिड अबाउट समथिंग दॅट यू कॅनॉट कंट्रोल असं इंग्लिशमध्ये म्हणतात नाही का, म्हणजे तुम्ही अशा गोष्टींचा अ, हे करू नका अ, विचार करू नका ज्या कंट्रोल हां, म्हणजे ते पुढचा व्यक्ती येऊन तुम्हाला काहीतरी म्हणतोय म्हणजे तुमचा मूड तो कंट्रोल करतोय एकप्रकारे नाही का त्याच्या शब्दांवरून. मग ते आपण काय करायचं की असं एक सायकॉलॉजी आहे त्याच्यामागे की अ, नाही तू जो शब्द म्हणतोय ना ते मी एक्सेप्टच नाही करत नाही का. माझ्या मनामध्ये मग ते मला फरक नाही पडणार. म्हणजे हे बोलायला सोपं वाटतं, करायला अवघड आहे आणि हे एका दिवसात होत नाही. ह्याला वेळ लागतो किंवा प्रॅक्टिस करावी लागते 4-4, 5-5 महिने नाही का. तेव्हा ही अ, टेक्निक किंवा असं अ, गोष्टी तुम्ही शिकू शकता. तर हे तुम्ही करू शकता अ, अशा वेळेस आणि दुसरी
म्हणजे अशा गोष्टी हं. हं. हं. बरोबर. हं. बरोबर, हो. मग म्हणजे आपण त्याचा विचारच नाही केला पाहिजे ना. हं. हं, बरोबर. हं. बरोबर, हां. हं, हं. बरोबर, हां. हं. मग अशी प्रॅक्टिस कशी केली पाहिजे आपण? काय आहे ती प्रॅक्टिसची पद्धत ज्याच्याने आपल्याला हे असं मूडवरती अवलंबून राहणार नाही आपण?
हां. प्रॅक्टिसची पद्धत हीच आहे की अ, तुम्ही असं प्रॅक्टिस करावं लागतं की दुसरं कोणी अ, दुसरं कोणी सांगतंय तुम्हाला काही, तर अ, त्या गोष्टीवर तुम्ही फोकस करू नका. तुम्ही स्वतःवर फोकस करा है ना. तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा की कंट्रोलमध्ये तुमच्या कोण आहे? तुम्ही आहात की पुढचा व्यक्ती आहे? आहे का नाही? मग अ, हे तुम्हाला उत्तर जेव्हा भेटेल ना की माझ अ, माझ्या कंट्रोलमध्ये मी आहे आणि पुढच्या व्यक्तीला मी कंट्रोल नाही करू शकत. तो काय बोलणार आहे, त्याच्या शब्द तोंडामधून काय शब्द निघणार आहे, तो काय टाईप करणार आहे, हे मला माहीत नाहीये, बरोबर? तर त्याची आपण काळजीच करायची नाही. मी काळजी करणार फक्त माझी, जे मी कंट्रोल करतोय. मग असं जर तुम्ही स्वतःला सांगत राहिलात ना तर अ, ते प्रॅक्टिसने येतं. बघा, असं नाही आहे की एका दिवसामध्ये. प्रॅक्टिस करावी लागते. त्याला खूप सांगत राहण्याची प्रॅक्टिस करावी लागते. मग अ, ते हळू-हळू गोष्टी क्लिअर होतात आणि आपला मूड आपल्या कंट्रोलमध्ये राहतो.
असं काय हं, बरोबर. हं. हं. बरोबर. हं, बरोबर. हं. बरोबर. हं. हं.

नक्कीच, नक्कीच, म्हणजे या गोष्टी जर आपण निश्चितपणे प्रॅक्टिस केल्या ना, तर मग आपला मूड तरी आपल्या कंट्रोलमध्ये राहतो. खूप बरोबर बोललात तुम्ही, पण क कधी-कधी काय की WhatsApp ग्रुपच्या अ, मध्ये ना सतत आपल्याला मॅसेज येत असतात, आपल्या कुटुंबाच्या ग्रुप असेल, मित्रांचा ग्रुप असेल, मग तो आपल्या मूडला कसा प्रभावित करतो?
हां. नक्कीच, प्रभावित करतो ना आता, सोशल मीडिया म्हटलं, मी जसं सुरुवातीला सांगितलं ना, प्रत्येक पोस्टमध्ये आपआपले इमोशन्स असतात. आता मित्राचा ग्रुप असो किंवा काय असो, तिथं पण इमोशन्स येते नाही का. अ, आणि इमोशन्स आले, की मग आपला मूड चेंज होणार, बरोबर? त्याचं त्या कंटेंट पाहून आणि मित्राचा ग्रुपचं जर तुम्हाला सांगायचं झालं. समजा एखादं काही आलंय, तर त्याच्यावरून तुमचा मूड चांगला ठरतो, वाईट ठरतो. तर त्या कंटेंटच्या त्या ह्याच्यावरती डिपेंड असणार. क्वालिटी काय आहे, कशाबद्दल कंटेंट आहे, कंटेक्स्ट तुम्हाला आणखीन पाहिजे त्याबद्दल, बरोबर? तर ह्याच अ, गोष्टी आहेत आणि कंट्रोल करायचं असेल समजा मित्राचं आणि अ, तर म्युट वगैरे तुम्ही करू शकता. ग्रुप किंवा आर्काइव्ह वगैरे करू शकता या सर्व गोष्टी तुम्ही वापरू शकता.
हं. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हां. हं. हं. हं. बरोबर. हं. हो. नक्कीच ना, म्हणजे आपण जर अशा गोष्टी केल्या ना, तर निश्चितपणेच आपल्या मूडवरती कंट्रोल येईल. पण कधी-कधी काय होतं ना, याचं उलट असतं, की कुटुंबामध्ये काहीतरी मजेदार किस्सा चालू आहे, तो बघून आपला मूड फ्रेश होतो. मित्रांसोबत अ, तिसऱ्याचीच अ, मित्र काही मजा घेत आहेत, तर ते बघूनही आपला मूड फ्रेश होतो. मग असं काही झालं का, की मग अशाही गोष्टी आपल्यासाठी बऱ्याच असतात ना मग?
हो ना. हो. असं पण होतं. म्हणजे अ, पॉझिटिव पण, सकारात्मक पण होतं बरं का. असं नाही आहे, की आपण अ, निगेटिव्हच बोलतोय आतापर्यंत, पण सकारात्मक पण परिणाम तुमच्यावर होतात. मूड एनहान्स होतो, बघा ना. सोशल मीडियावर इतके सारखे पोस्ट वगैरे पाहून तुम्ही मोटिव्हेट पण होता. कधी-कधी, आहे ना. म्हणजे आपण अपयश वगैरे एखादा आला, आपण खचून जातो. तर अ, त्याचे एखादं अ, आपल्यासारखाच कोणी असेल, तर त्याची स्टोरी वगैरे असेल समजा, हे बघा माझ्यासोबत असं-असं झालं होतं, ह्या काळात, मग असं-असं झालं Instagramवर दाखवतात ना हे, बिफोर, आफ्टर अशा स्टोऱ्या. तर त्याच्यानं पण आपल्याला मोटिवेशन येऊ शकतो. तर अ, अवलंबून आहे, तुमचा मूड अ, तुम्ही कसं घेता त्याला, अ, असंच म्हणता येईल आणि दुसरं मोटिवेशनचं पण अ, आपण करतो कर बोलू शकतो की तुलना वगैरे जेव्हा आपण करतो, स्वतःची दुसऱ्यासोबत, ते पण कुठेतरी चुकीचं आहे आणि तुलना झाली की मग मूड चेंज येणार, मग मूड स्विंग्स होणार तुमचे, या सर्व गोष्टी होतात.
हं. हं. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं, हं, हं. बरोबर. हां. बरोबर. हं. हं. नक्की हं.

बरोबर. आणि ते सोशल मीडियावरती काय होतं ना, की जसं-जसं तुम्ही रील बदलताय, तसं-तसं अ, पहिले समजा अगदी हॅप्पी मोमेंटवाली आली, त्यानंतर अगदी सॅडनेसवाली,, त्यानंतर एंटरटेनमेंट, हॉरर. अशा आहे ना, वारंवार ते कंटेंट बदलतं. मग तेव्हा तो मूड कसा शिफ्ट होतो परत-परत? मग तेव्हा तुम्हाला कसं वाटतं?
हो. हो. बरोबर आहे. मला तर अ, मी तर स एक याच्यामुळेच सोडलंय ना, अ, रील अ, मी पाहणंच सोडलंय खरं सांगायला म्हणजे शॉर्ट मी पाहत नाही जास्त. हां आणि व्हायचं कसं मी सांगायचो माझ्यासोबत सांगतो तुम्हाला अ, ज्यामुळे मी सोडले. ते व्हायचं असं, की सुरुवातीला लय भारी वाटतं आपल्याला, म्हणजे आपल्याला वाटतं की हां कंटेंट कन्झ्युम करतोय पण अ, असं नाही बरं का? म्हणजे एका दिवसात पाहिले की लगेच तुम्ही हिप्नोटाईझ होऊन लगेच हे होणार, असं नसतं ते. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम जी म्हणतो आपण, काही कालावधीनंतर तुमच्यावर ते परिणाम दिसून येतात. म्हणजे तुम्हाला ना अ, कासावीस व्हायला लागतं. म्हणजे अरे, म्हणजे कंटेंट जर तुम्ही पाहत नाही राहिला, त्या भावनांचं अ, हे जर उलाढाल होत नाही राहिली, तर म्हणजे तुम्ही मूडी बनता खूप. म्हणजे अ, उदाहरण जर द्यायचं झालं, समजा कंटेंट ज्याने असं खूप वेळ बघले, शॉर्ट्स स्पॅन वालं. अ, 2-3 महिने, तर त्यांचं रिअल लाईफमध्ये कसं होतंय माहिती आहे का बिहेवियर म्हणतात, "अरे चल, हे करूयात." मग ते करायला लागतं ना मग 2-3 मिनिटामध्ये लगेच, नाही, मन नाही जाऊ दे यार, दुसरं काहीतरी करू. मग ते पण नाही दिस तिसरं काहीतरी करूयात. म्हणजे अ, असं म्हणतो ना "एक ना धड भराभर चिंध्या" त्याच्यासारखं होतं मग. मग लय अवघड होतं.
असं का. हं. हं. हं. बरोबर. हं. हं. बरोबर, हां, हां. बरोबर. हं. हं. बरोबर. हां, हां. हो. हं. बरोबर. हम्म. बरोबर. बरोबर, बरोबर. म्हणजे कुठल्याच कामात आपलं मन नाही लागत, असं होऊन जातं ना ते.
मन नाही लागत, तन नाही लागत, काहीच नाही लागत म्हणजे <chuckles> आणि फोकस पण नाही होत, काहीच नाही होत आपलं त्यामध्ये. अ, म्हणूनच हे असं कंटेंट खूप डेंजरस आहे. म्हणून अ, असं म्हणतात की अ, टाईम लिमिट वगैरे लावली पाहिजे आपण ॲप्सवर वगैरे, जर असं निगेटिव्ह अ, अ, रीतीने तुमच्यावर परिणाम नाही व्हायला पाहिजे तर.
बरोबर, हां. हं. बरोबर, बरोबर. मग तुम्ही कधी असं नोटीस केलंय का? की कुठल्यातरी कॉ अ, प्रकारच्या कंटेंटमुळे तुम्ही चिडले किंवा तुलनात्मक भावना तुमच्यामध्ये आली? जो त्याच्या झोपेवरती तुमचा परिणाम झाला, असं काही झालंय तुमच्यासोबत?
हां, हां. हां, होतं ना असं, का आपण चिडतो बघा, कधी एखादं कंटेंट वगैरे पाहून किंवा अ, विशेषतः समजा उदाहरण जर द्यायचं झालं, आपलीच पोस्ट असेल समजा, एखादी पोस्ट आपण एक इतकं अ, सजून-धजून स्वतःला दाखवतो एन्हान्स करून आणि खाली येऊन कोणीतरी आपल्याला ट्रोल करतंय किंवा चिडवतंय वगैरे तर आपल्याला राग येतो, नाही का? मग राग आल्यावर काय? आपल्या अ, मनावर त्याचा परिणाम होतो. मग तेच ना मग मूडवर परिणाम होतो.
हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. हं. बरोबर.